अ, <chuckles> नक्कीच, नक्कीच. अ, मला तुम्हाला सांगायला आवडेल, की असं आपल्याला बऱ्याच <chuckles> वेळेस पाहायला मिळतात की जे लहान मुलं आहेत ना, हे मोबाईलसाठी फार हट्टी बनलेले आहेत, कारण आजकालच्या मुलांना मोबाईलशिवाय झोप येत नाही मोबाईलशिवाय जेवण जात नाही आणि त्यांना अगदी मोबाईल हा आपल्या जवळच असायला पाहिजे असं वाटतंय. नक्कीच मला वाटतंय, की हे नियम त्यांच्यासोबत पाळणं, फार अवघड असं नाही. कारण आता पहा आमच्या घरात जे मुलं आहेत ना, आम्ही त्यांना पूर्ण गोष्टींचा नियम आणि अटी लावून दिलेले आहेत. तर नक्कीच तुम्हाला वाटतंय कुठेतरी आम्ही जसं वागतो ना, त्याच प्रकारे मुले देखील वागतात. मुले देखील कुठेतरी झोपण्याच्या 1 तास अगोदर, अ, मोबाईल वापरत नाहीत आणि त्याचबरोबर आमचा एक नियम आहे, की जेवताना नो मोबाईल कुठेतरी जेवता वेळेस आम्ही कुठेतरी मोबाईल का नाही, सर्व एका ठिकाणी जमा करून, अ, सर्व कुटुंबासोबत, सर्व लोकांसोबत एकत्र येऊन जेवण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतंय की त्यामुळे कुठेतरी कुटुंबामध्ये, परिवारामध्ये आणि जी नात्यामधली एकता आहे किंवा मग जे आपले म्हणता येईल प्रेम आहे, संबंध आहे हे कुठेतरी फार घट्ट होतात. तर निश्चितच मला वाटतं की मुलांना देखत, आम्ही अशा छोट्या-छोट्या ॲक्टिव्हिटी करतो, की झोपण्याच्या 1 तास अगोदर मोबाईलला हात लावीत नाहीत. मग मुलं आम्हाला पाहतात, म्हणतात ना की मुले जसे पाहतात त्याप्रकारे मुले वागतात आणि कुठेतरी मुले हे मातीचा गोळा असतात, आपण ज्या प्रकारे त्यांना वळणं देऊ, ज्या प्रकारे आपण त्यांना आकार देऊ, तशा प्रकारे त्यांची चढण घढण होते. तर निश्चितच मला वाटतंय की आमच्या इथे तशा प्रकारे आम्ही वागतो, जसं की 1 तास अगोदर मोबाईल आम्ही बे ठेवून देतो. बेडवर मोबाईल यूज करीत नाहीत, जेवताना मोबाईल यूज करीत नाहीत. आणि त्याच प्रकारे कुठेतरी नाईट मोड, ब्लू लाईट फिल्टर यासारख्या ज्या छोटे-छोटे मोबाईलमधल्या ॲप्लिकेशन आहेत ह्याचा यूज करतो, एरोप्लेन मोड
हो ना, ओ. हो ना. नक्कीच. हो. नक्कीच. हो ना. नाही. त्या वापरता का तुम्ही?
अ, नक्कीच, हो. मला वाटतंय की अ, खूप गरज असली की मोबाईलचं जे आहे ना, ते नाईट मोडमध्ये टाकायचा आणि जर आपल्याला ब्लू लाईट फिल्टर हे वापरावं वाटलं, तर नक्कीच मला वाटतं त्यामुळे काय होतं, की कुठेतरी जे मोबाईलचा लिमिट येते मोबाईलला म्हणजे एक प्रकारचं कसं असतं की
छान, छान, छान. ती कुठेतरी कमी होते. हो, बरोबर आहे. तर आता बघा ना, काही लोकांना आजकालच्या धावपळीच्या आयुष्यातन घरातूनही काम करायला लागतो, म्हणजे ऑफिसमध्ये तर काम करताच, घरी कधी-कधी रात्री त्यांना ऑफिसमधनं फोन येतो, कुठली ईमेल येते. तर असेच काही अपवाद नाही का, आपल्याला म्हणजे घ ऑफिसच काम महत्वाचं असतं कधी-कधी तर असे काही अपवाद आपल्याला ठेवायला लागतात. तर असं कसं म्हणजे तुम्हाला वाटतं की अशा लोकांनी काय करावं? ज्यांना रात्री कधी-कधी काम करायलाच लागतं.
हो. <chuckles> अगदी.